स्वतःला समजून घेणंच अवघड झालं होतं. कधी-कधी स्वतःलाच दोष द्यायला लागलो होतो की "अरे! ते अकाउंट त्या ठिकाणी तू तिथं त्या साईडवरती टाकायला नव्हतं पाहिजे." किंवा "तुझे नंबर जे आहेत, मेलवरती पासवर्ड जे आहे, मेलवरती सेव्ह करायला नव्हतं पाहिजे." ॲक्चुअली माझा मेल हॅक झाला पहिल्यांदा. मेलवरती सर्व पासवर्ड आणि आयडी आणि कीज होत्या. काही कीज राहतात, त्याचे खोलण्यासाठी त्या की होत्या. कीज अ, नेमच्या की राहता, ते म्हणजे असे शब्द राहते 15-16, ते शब्द त्या हॅकर्सनी त्या ठिकाणाहून चोरलेले होते. सिक्युरिटी ब्रीच झाली होती. सिक्युरिटी ब्रीचचा प्रकार म्हणजे सिक्युरिटी तोडण्यात आली होती, अ, Gmailच्या अकाउंटची, आणि त्या ठिकाणाहून ती चोरी झाली होती. अन तो धक्का म्हणजे अविस्मरणीयच होता माझ्या जीवनामध्ये. नेमकं मला अ, काय करावं समजत नव्हतं. माझी मनाची परिस्थिती, खूप राग यायचा. क कधी-कधी खूप द्वेष वाटायचा. त्याचे परिणाम आता मी घरीही दिसायला सुरुवात झाली होती. मला अजूनही चांगलं आठवतं, की मुलांसोबत मी चांगलं बोलत नव्हतो. खूप टेन्शनमध्ये असायचो. आणि त्यावेळेस माझा मित्र मला बोलला, की "काय परिस्थिती आहे?" आणि मी त्याला सगळी परिस्थिती सांगितली, की "असं-असं झालतं, बाबा. आणि अशामुळे पैसे गेलेत माझे." तो म्हणे, "काही नाही, आता त्या गोष्टी ज्या झाल्यात, त्या झाल्यात. त्यांनी त्याच्यामुळं आम्हाला काही नाही होऊ शकत, परंतु तुझ्याकडे आत्ताचा भरपूर वेळ आहे, की तू आपलं जीवन सावरू शकतोस" किंवा "चांगलं करू शकतोस." मी म्हटलं, "ते कसं करू बरं, मला सांग." आणि तो काय करायचा, माझा मित्र विपश्यना नावाचा एक कोर्स आहे हं. हं, हं, हं, हं.
हं. अरे बापरे! हं. बरोबर. हो ना. अरे बापरे! हो. हं. अरे बापरे! हं. हो. हं. हो ना. हां. हां. हो ना. मग अशा वेळेस मी तुम्हाला तेच विचारणार होते, की अशा वेळेस तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या मित्रांचा प्रतिसाद कसा होता? आणि त्या वळणानंतर ना, तुमच्या दैनंदिन आयुष्यात काय-काय बदल आले, कॅरियरमध्ये, तुमच्या नात्यात, ते जरा सांगणार का?
हो.